बरोबर अगदी खूपच छान. तर मला सांगा म्हणजे हा जो स्मार्ट फोन आहे, तर अ, तसं म्हणायला गेलं ना, तर आपण एक म्हणतो की अ, टाईमाच्या बाबतीत झालं, की आता सध्याच्या अ, जनरेशनमध्ये किंवा सध्याच्या काळात काय झालंय, की अ, स्मार्ट फोन असला की आपण म्हणतो ना की कोणाची गरज उरली नाही असं वाटतं आपल्याला, म्हणजे तेच मोबाईलचं घेऊन बसायचं किंवा स्मार्ट फोन असला, की आपण त्याच्यामध्ये गेम्स वगैरे खेळू शकतो. तर हे असं कितपत योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं?
मला वाटतं करमणुकीपुरतं छान आहे. आणि आपणच स्मार्टफोन बनवले आहेत मनुष्यांनी, आपल्यासाठीच बनवले आहेत. आपल्या सोयीसाठीच आहेत. पण आपल्या काही अगदी छोट्या-छोट्या सवयी आहेत ना, त्या जरा बिघडल्यात असं मला वाटतं आणि त्याची उदाहरण मला तुम्हाला नक्कीच द्यायला आवडेल.
हां, हां. बरोबर.
<clears throat> म्हणजे
हो. नक्कीच, नक्कीच.